अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि मीही माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट करतो ना.
हां.
एखाद्याचे 20-30 फोटो जर स्टेटसला असले, तर तो माझ्यासाठी कायमस्वरूपी ब्लॉक होऊन जाणार. त्याचं मी स्टेटस म्युटवर टाकून देणार किंवा खरंच माझ्यामध्ये इतक्या लोकांना मी ब्लॉक करून ठेवलं ना, ज्याचे 5-6च्या वरती फोटो स्टेटसला असले आणि मी स्टेटस पाहण्याची कधी इच्छा होती. मी एवढं काही ॲडिक्ट नाहीये सोशल मीडियाशी.
हां, हां. <laughs> हो, हो. हो.
मी अशा लोकांना ब्लॉक करून टाकतो, ज्यांचे लय मोठे फोटो असतात. आणि एकदम बारीक-बारीक-बारीक वरती दिसतात आणि ते कोण पाहणार आहे तुमचे एवढे फोटो काय करायचंय हे? आणि मला कधी-कधी लोकांचं खूप हसू येतं. तुम्ही थोडक्यात सांगा ना, हां, गेलेल लग्नात लग्नाचा फोटो काढून टाका. 2-3 फोटो टाका. म्हणजे जास्तच वेडे दिसतात मला.
<laughs> हो, हो, हो. अगदी. <chuckles> हो, हो. हो, बरोबर आहे.
<coughs> तरी एखादा खास वै वैयक्तिक <swallows> अनुभव तुम्ही सांगाल का?
हां.